अ, हो, म्हणजे त्यावेळी पण मग अ, स सुरुवाती सुरुवात होती, सवय तुटली होती सगळी, नवीन-नवीन होतं. जरा सुरुवातीला थोडं अ, जड गेलं, पण अ, नाही मी इतकं म्हणजे सांभाळलं मला स्वतःला. कारण पॉझिटिव्ह होते ना मी त्यावेळी, पहिल्यासारखी अशी निगेटिव्ह नव्हते आणि नंतर मग जर तसं काही झालं, तर मग सरळ माझे म्हणजे उपाय करायचं मी म्हणजे डोळे बंद करून शांत बसणे, एक अ, दीर्घ श्वास घेणे आणि स्वतःला शांत करणे आणि मग स्वतःला फोकस करणे. किंवा मग अ, कुठे कलीग बरोबर थोडंसं बाहेर 5 मिनिटं जाऊन येणे किंवा असं काहीतरी चहा घेणे म्हणा किंवा काही अ, ग्रीन टी घेणे, असे मी प्रकार त्यावेळी करायचे. मग त्यावेळी अ, जरा बरं वाटायचं म्हणजे मला, त्यातून चेंज वाटायचा. आणि वर्क फ्रॉम होम असताना तर मग अ, काही प्र प्रश्नच नव्हता. कारण घरचे असायचेच आधाराला आणि मग मी चेंज म्हणून त्यांच्याकडे जायचे, त्यांच्याबरोबर गप्पा-टप्पा मारायचे. मग मला जरा बरं वाटायचं, म्हणजे इतकं काही हे नव्हतं.
हां, हां, हां, हां, हां. अ, हां, हां. अच्छा. हां. हं, हं. अच्छा. हां, हां. काय? म्हणजे छोटे-छोटे ब्रेक्स पण घेत होता, जसं तुम्ही म्हणाला एक अ, एकंदरीत स्वतःला शांत करायचा बघत होता आणि जरी स्वतःहून नाही झालं, तरी तुम्ही घरात आपलं एक 2 मिनिट्स आपल्याच लोकांमध्ये तुम्ही छान असे गप्पा मारून मोकळं मोकळं रिलॅक्स होत होता. म्हणजे एकंदरीत
हो. हो, हो. हो. हां, भेटून यायचे. वाटायचं. गप्पा मारलं तरी बरं वाटायचं मला असं. हां, म्हणजे
हां, म्हणजे त एकंदरीत ताण असा अंगावर घेऊन ठेवत नव्हता, तुम्ही त्याला कुठेतरी हो, ते खूप महत्वाचं असतं मला वाटतं, बरोबर ना?
हां, रिलीज करत होती. हां. हां. हो.

अच्छा. म्हणजे असं ताण-तणावाच्या वेळेला एक कुणाचा सपोर्ट घेणं सुद्धा अ, काय अ, वावगं ठरत नाही उलटं घ्यावं आणि अ, हो.
आवश्यक आहे. हां. हां फायदाच मिळतो तुम्हाला <chuckles> म्हणजे तुमचं अ, दुःख शेअर होतं आणि त्या दुःखातून मार्ग काढायचं ते त्यासाठी ते मदत करतात आणि नक्कीच जे शुभचिंतक आहेत ना त्यांच्याकडेच तुम्ही शेअर करा. बाकी कोणाकडे हे काही शेअर करू नका असं सांगेन.
हो. बर बरोबर ते खरोखरचं आपलं काय म्हणतात ना दोन मिनिटाचं बोलणं सुद्धा त्यांच्याबरोबर, आपल्या माणसांबरोबर खरंच एक अ, वेगळ्याच अ, लेव्हलला आपण रिलॅक्स होऊन जातो हो.
हो. म्हणजे आशा मिळते किंवा हो, त्यातून एक अ, नवीन अ, तुम्हाला काहीतरी हे मिळतं ना म्हणजे जगण्याचं काहीतरी हे मिळतं तुम्हाला त्यातून म्हणजे हेतू मिळतो आणि किंवा शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, असं म्हणता येईल. हो.
हेतू मिळतो हो. हां. बरोबर. बरोबर. तुम्ही एवढ्या छान अशा गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्यात अ, किती सुंदररीत्याने आपण एक अ, सकाळची आपली छान अशी डेली रुटीन पण करू शकतो आणि दिवसही तुम्ही कसं हँडल करायचं, एकंदरीत ताण-तणाव कसं रिलीज करायचं आणि त्यातून कसं मोकळं व्हायचं हेही एकदम सोप्या भाषेत मला सांग सांगितल्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद. परत भेटू. हं.
हो. हो. हो मला पण तुम तुमच्याशी छान वाटलं. तुमच्या या वेळेबद्दल तुमचेही धन्यवाद आणि आभार.
आभार!

अ, तर नक्कीच अ, पहिला मला कसं म्हणजे ऑफिस असायचं. आणि बाकी असं मी उठणं वगैरे पण माझं असं व्यवस्थित नव्हतं, कधीही उठायचं, कधीही आवरायचं जायचं. आणि ऑफिसात जाऊनच बसायचं डायरेक्ट म्हणजे घरची काही जबाबदारीच नाही. हां, आणि तिथं तर ऑफिसमध्ये आई ग बापरे, म्हणजे पहिलं ऑफिस होतं माझं ते. तर अ, इतकं म्हणजे क्राउड असायचा म्हणजे असंच मी म्हणजे ऑफिस असायचं ते कस्टमरशी कनेक्शन भरपूर असायचं तिथे. बँकच होती ती एक प्रकारची. तर अ, तिथं म्हणजे सारखं कस्टमरच ये-जा, त्यांची क्युरी सॉल्व्ह करणं, हे करणं, पुन्हा दुसरे काहीतरी इंटरनल ऑपरेशनची कामं असायची, म्हणजे अक्षरशः म्हणजे अ, हे ना म्हणजे असं अ
अरे, बापरे! हां, म्हणजे हां. हां. हं, हं. म्हणजे कामामध्ये एकंदरीत तणाव आहेच, म्हणजे गडबड आहे, तणाव आहे, खूप-खूप माणसं आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलायचं आहे, चर्चा करायच आहे.
हो. हो, हो ना. आणि मला फील करावं लागायचं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन व्हायचं नाही. म्हणजे आणि माझी लोकांवर चिडचिड व्हायची. कारण 2-2 मिनिटाला क्युरी विचारायला कस्टमर यायचे.
हो, हो, हो. आणि नवीन-नवीन काहीतरी आणि वेगळंच, विचित्र असं वाटत असेल. मग
हो ना. मग इ इतकं मी म्हणजे हे झाले ना, मला एक तर धड कुठला प्रोफाईल नव्हता आणि इकडून-तिकडे, तिकडून-इकडे पळवायचे. आणि ते पुन्हा कस्टमर हँडल करायला लावायचे. म्हणजे अक्षरशः मी फेड अप झाले आणि माझं म्हणजे डोकं फुटायचंच बाकी होतं असं सांगेन मी तुम्हाला. एवढा म्हणजे अतिरेक झाला होता तिथे. असं बोलू नये, पण अ, खूपच त्रास झाला मला त्या गोष्टींचा आणि त्याचा तब्येतीवर परिणाम झाला चिडचिड होणं आणि परफॉर्मन्स पण नव्हता, काहीतरी चुका व्हायच्या मायनर, म मेजर अशा भरपूर चुका
अरे बापरे! अरे, बापरे! ओ. हां, म्हणजे तुम्ही म्हणालात फोकसमध्ये त्रास व्हायचा, त्यामुळे होत असेल ते. मग तुम्ही काय केलं, की जेणेकरून हे सुरुवात केली, सकाळची रुटीन अशी?
हो ना. हां.